बघा ना, असं म्हणतात की "मुलं म्हणजे देवाघरची फुलं." पण कधी-कधी ना, अशा परिस्थिती निर्माण होतात, की लहान मुलांसमोर पालक अ, एखादा वाद झाला, तर मग त्यांना नेमकं कळत नाही की आता कसं वागायचं बरं. असं याबद्दल तुम्हाला काही अनुभव आहेत का? किंवा तुम्ही काय सांगाल?
हं. हं. <chuckles> मी एक अं, खूप प्रयोग केलेला पालक आहे. <chuckles> यशस्वी किती अयशस्वी मला माहीत नाही. कारण देअर इस नो परफेक्ट पॅरेंट.
अरे वाह! हो, हो. नक्की, नक्की. म्हणजे मला वाटतं ना, अनुभवातून पालक शिकत जातील नाही का. आणि तुम्ही जसं म्हणालात, यशस्वी आणि अयशस्वी मग अ अ काही सांगू शकाल का तुमचे किस्से?
हां. मी नी सुरुवातच इथनं करेन, की जसं मूल जन्मत. आणि अ, तसं आपण सुद्धा आई आणि वडील म्हणून जन्मतो. आणि तिथनं खरी सुरुवात होते.
अरे वाह! वाह! वाह!
की अ, कसं होतं की अ, प्रत्येक मूलपण वेगळं असतं. त्यामुळं अ, वन साइझ फिट्स ऑल असं ते नाही आहे कि अ प्रत्येक मुलाच्या बाबतीमध्ये वेगळ्या प्रकारे वागावं आणि लागतं. तर मी माझ्या अ, व मुलाच्या बाबतीत केलेल्या काही गोष्टी सांगतो. अ
हं. हं, बरं.
पहिली गोष्ट म्हणजे, अ, आम्ही असे काही नियम केले होते, की अ अ, मोठा वाद किंवा फारच भांडण असं जर असेल तर शक्यतो मुलाच्या समोर करायचं नाही.
हं, हं. हां म्हणजे मला वाटतं हा चांगलाच पर्याय आहे, की ते शक्यतो टाळावं नाही का? पण जर झालंच तर काय?
अ, हो. नाही काही प्रमाणात होतंच. आणि मग अशा वेळेला माझा मुलगा खूप सेन्सिटिव्ह आहे. म्हणजे अ, आता मोठा आहे पण तो लहान असताना तर खूपच सेन्सिटिव्ह होता. मग तुम्ही का भांडताय? असं येऊन एकदम तो असा रडविला व्हायचा.
हं, हं. हं. हो.
तर मग आमची ती अशी थोडीशी गंमत व्हायची. अहं, आम्ही चर्चा करतोय आम्ही भांडत नाही आहोत असं आम्ही सांगायचो. <laughs> पण लहान मुलांना तुम्ही अजिबात अ, फसवू शकत नाही कारण ते चेहरा, हावभाव, बॉडी लँग्वेज सगळं खूप छान सेन्स करतात मोठ्यांपेक्षा. त्यामुळं मला अ, एक गोष्ट नक्की जाणवली, की मुलांशी तुम्ही जेवढे ओपन आणि प्रामाणिक राहाल
हम्म. वाह! वाह! चांगलंय. चांगलंय. हो. हं.
तेवढं सगळ्यात छान.
हं.
म्हणजे
नाही पण बघा ना आता तुम्ही जसं सा म्हणालात, की अ, म्हणजे आता तुमचा मुलगा मोठा झालाय. पण मग असं तुम्हाला पहिल्यांदा कधी लक्षात आलं, की आता तो 2 वर्षाचा आहे, 5 वर्षाचा आहे आणि कदाचित त्याला हळूहळू गोष्टी कळतायेत नाही का? आता त्याला बोलायला कळतंय. तो तुमच्याकडे येऊ शकतो आणि जसं तुम्ही म्हणालात की "अरे, तुम्ही का भांडताय?" तर पहिल्यांदा असं कसं कधी झालं होतं?
हं. हं, हं. अ, एक तर काय आहे, की अ, अ, <chuckles> माझी अ, बायको ही वुमन्स रेसलर. <chuckles> त्यामुळे तुम्ही पर्सनॅलिटीचा विचार करू शकता साधारण आणि मी आपला प्राध्यापक गरीब बिचारा. <chuckles> फक्त जीभ मात्र माझी तलवारीसारखी आहे. पण बाकी त्यामुळे त्यामुळे आमचे वादविवाद म्हणजे चांगले साग्रसंगीत म्हणजे अगदी <chuckles> ईस्टमन कलर एवढे आणि
हं, हं. बरोबर. <laughs> अ, वाह! वाह! हं, हं. म्हणजे संसार आला की हे झालंच नाही का? भांडू तरी नांदू.
हां. ते ते ते तसं व्हायचं. पण अ, एक गोष्ट होती, की बऱ्याच वेळा आमची त्याच्यावरती चर्चा व्हायची, की हे असं का, ते तसं का. आणि आम्ही त्याच्यासमोर अ, जे एकमेकांना दुखवणारं जे भांडण असतं ना ते सोडलं तर एरव्ही सगळ्या गोष्टींवर म्हणजे कुठल्या सिनेमाला जावं किंवा अशा गोष्टींची आमची चर्चा खूप जी व्हायची. ती माझ्या असं लक्षात आलं, की मग तो लांबून ते ऐकून मग त्याला काहीतरी वाटतं. मग आम्ही सरळ एक छोटीशी गोष्ट केली. म्हणजे 4 वर्षाचा तो असताना आम्ही म्हणायचो, की चला फॅमिली मीटिंग. आणि फॅमिली मीटिंग <chuckles> मध्ये त्याला सुद्धा
हं. हं. हं, हं, हं. हां. वाह!
सामील करून घ्यायचो आणि वोटिंग. अर्थात तिघांच्या वोटिंगमध्ये त्याला नंतर कळायला लागलं ते की आम्ही दोघं एक वोट करायचो आणि या महिन्याला बऱ्याच Cadbury आणाव्यात हे त्याचं मत <chuckles> हरायचं. पण तो पण एक महत्त्वाचा अ, घटक आहे. त्याच्याही बोलण्याला महत्त्व आहे. त्याच्याही विचारांना महत्त्व आहे.
वाह! वाह! वाह! हं.
हे समोर दिल्यानंतर त्याचा तो विकास जास्त चांगल्या ह्याने झाला. आणि तसं करायचा आम्ही खूप प्रयत्न केला. दुसरा भाग असा, की बऱ्याच वेळा अ, असं व्हायचं, की मी म्हणायचो की हे नको मग तो आईकडे जायचा.
हं. हं.
मग आईकडे हं, तर याच्यावरती आम्ही मग नियम केला आणि आजी-आजोबा पण घरी असायचे त्यांनाही सांगितलं. 1ने नाही म्हटलं, की दुसऱ्या कोणीही हो म्हणायचं नाही.
हां, पार्टी चेंज. हं. चांगला नियम आहे हा.
नाही, नाही. तर मग मुलं त्याचा मोठ्या प्रमाणात गैरफायदा घेतात. आणि
आणि कदाचित कन्फ्युज ही होत असतील ना? म्हणजे बाबांनी नाही म्हटलं पण आई हो म्हणते आहे. म्हणजे आता खरं काय? नाही का?
हो मग. आणि मग बाबा विलन होतो. आणि आई सगळी मग नेहमी बाजू घेणारी. असं पण होतं बऱ्याच वेळा. म्हणजे पालकांपैकी एक म्हणजे आई आणि बाबाचा प्रश्न नाही. पण अ, अ, पहिल्यापासून आमच्याकडे तसंच आहे की धाडकन बोलते आई म्हणून अ, मुलगा जनरली म्हणजे पेपर अवघड गेला आहे होमवर्क झाला नाही, अशा सगळ्या गोष्टी तो माझ्याजवळ येऊन बोलतो. आणि बाकी गोष्टी आईशी बोलतो. अ, तेही त्यांनी सेन्स केलंय. हो, हो. तसं.
हं. हो. हो. हम्म. अरे पण खूप छान. तुम्ही तुम्ही जसं म्हणतात ना, की मुल मुलांचंही कदाचित एक म्हणतात ना, एक पारडं असतं जड एका एका पालकाकडे, की आपलं कोण ऐकून घेतंय आणि कोणाला काय सांगावं? हे ही अगदी अगदी ठरवतात मुलं, नाही का? की आपल्याकडे कोण कोणाचा आपल्याला सपोर्ट भेटेल? नाही का.
हां, तसं आहे. पण मी प्रामाणिकपणे सांगायचं तर असं आहे की भावनाप्रधान ज्या गोष्टी आहेत ना, अ, त्यात तो माझा जास्त स्वभाव आहे. मग वाचन आणि विचार आणि हे. आणि स्पोर्ट्स, व्यावहारिक गोष्टी म्हणजे अ अ शर्ट, पॅन्ट कुठल्या प्रकारचं घ्यावं, याच्या बाबतीत तो अजिबात माझं विचारत नाही, तो आईला विचारतो. किंवा पण पुस्तकांबद्दल बोलायचं असेल, अ, त्या सगळ्या गोष्टी बोलायच्या असतील. की एखाद्या गोष्टीवरती चर्चा करायची असेल, तर ते, ते त्याला माझ्याबरोबर करायचं असतं. आणि त्याला ते माहिती आहे की कुठली गोष्ट कधी हे करायची आणि तो दोघांचीही रिलेशनशिप वेगळी-वेगळी ठेवतो. आणि एकदा अ, अ, माझी आईच अ, लहान असताना खेळता-खेळता त्याला म्हणाली, "तुला आई आवडते का बाबा आवडतात?" म्हणे "बाबा आवडतात." मग "बाबा आवडतात का आई आवडते?" "आई आवडते." तर, ती तिला मी थांबवलं आणि म्हटलं, "असा प्रश्न विचारू नये मुलांना."
हं. हं, हं. वाह, वाह! हं. हो. हं, हं. हां, अरे बापरे! हो. बरोबर, अगदी, अगदी.
आणि तुझ्या लक्षात लक्षात आलं का? म्हटलं. "तू शेवटी जे नाव घेतेस ते आवडतं," तो म्हणतो.
पण मला सांगा, की हं. हम्म.
खूप हुशार आहे. <chuckles> तो त्यांच्याकडे खेळ म्हणूनच बघतोय हं. पण असं हं.
नाही बरोबर आहे. मुलं म्हणजे कदाचित म्हणतात ना, की ती वेळ त्यावेळी ते निभवून नेतातच. पण मला सांगा, की जसं तुम्ही म्हणालात वाद झाल्यानंतर तुम्ही एकत्र अ, म्हणजे पोटिंग वगैरे करत होतात. पण कधी-कधी ना काही वाद अचानकपणे, म्हणजे सामोरं जावं लागतो त्यांना. मग असे कोणते शब्द किंवा असा टोन तुम्ही थोडं टाळता. किंवा तुम्ही म्हणजे म्हणतात ना, की अ, असं तुम्ही तुमच्या बायकोशी डिस्कस करून किंवा असं ठरवलंत, की नाही नाही हे आपण अजिबात अ, टोन वापरायचं नाही किंवा हे नक्कीच आपण, असे काही नियम केलेत का तुम्ही?
अ, हो. अ, एक तर कसं आहे माहिती आहे का? मी खूप तो लहान असल्यापासून मी बघितलं, की त्याची तो एकपाठी आहे. त्याला सगळं लक्षात राहतं. आणि अ, अशा मुलाच्या ब बाबतीमध्ये अ, पालकांची जबाबदारी खूप जास्त वाढते. मी हे कौतुक म्हणून नाही सांगत आहे. हे चॅलेंज म्हणून सांगतोय. त्याला ...हं. म्हणजे जास्त हुशार असणाऱ्या आणि उत्तम स्मरणशक्ती असणाऱ्या मुलांच्या समोर तर तुम्हाला अजून काळजी घेऊन बोलायला लागतं. सगळं करायला लागतं. त्यामुळे आम्ही अ, फार त्याच्यासमोर या गोष्टी अं, अ, होणार नाहीत हे बघायचं हो हो खूप आम्ही तसा प्रयत्न करून अ, करायचो. पण नंतर नंतर आमच्या असं लक्षात आलं, की अ, त्याला हावभावावरून सुद्धा गोष्टी फार पटकन कळतात. आणि अ, हं.
हम्म. बरोबर. नाही, नाही ते, ते आलंच की. हो ना. कटाक्षाने टाळायतात का? हं. हो. म्हणजे अबोला धरून बसलं, तरी लक्षात यायचं नाही का?
प्रश्नच नाही. आणि तेव्हापासून माझा एक म अ, डायलॉग होता. म्हणजे मी तो नेहमी म्हणायचो. "टेप रेकॉर्डर चालू आहे." <chuckles> हां म्हणजे दीड-दोन वर्षाचा असताना सुद्धा तो बरोबर ते लक्षात ठेवून असं त्याचं ते असायचं. त्यामुळे टेप रेकॉर्डर सगळं शिकणं, सगळं ऐकणं आणि सगळ्या गोष्टींच्या ह्याच्यामध्ये. आणि दुसरा भाग कसा माहितीये का? की ओनिंग अ, रिस्पॉन्सिबिलिटी, असं पण म्हणजे. एकदा काय झालं, की त्यांनी अ, अभ्यास नीट केला नाही आणि त्या परीक्षेत नीट तो अ, म्हणजे मार्क वगैरे आमच्या दृष्टीने महत्त्वाचे नव्हते. तो अभ्यास न करता परीक्षेला गेला होता. आणि अ, अनडिसिप्लिंड पद्धतीने.
अरे! हं. हं, हं. हो, हो. बरोबर शि हां, शिस्त लावायलाच हवी. बरोबर.
हां. तर त्या दिवशी आम्ही संध्याकाळी काय केलं, की त्याला म्हटलं "हे बरोबर नाही. तू हे केलंस, हे चुकीचं आहे. हे तुझ्या लक्षात येतंय का?" तर तो असा थोडा डिफेन्सिव्ह झाला. तर त्याला म्हटलं "हे बघ तुला मी टाईम आउट देणार आहे." असं म्हणून त्याला उचललं आणि वॉशिंग मशीन वरती त्या खिडकीला धरून उभं केलं.
हं. हो, बिचारा गं.
आणि तू इथनं काही हलायचं नाही आणि काहीच करायचं नाही आणि मीही तुझ्याशी बोलणार नाही. आणि आज रात्री झोपताना गोष्ट सांगतो ती सांगणार नाही.
आई गं. हं.
म्हणजे हात उगारणे, जोरात ओरडणे वगैरे असं नाही. परंतु "तू आता विचार कर, की माझं काय चुकलं."
नाही पण बरोबर आहे ना, की अ, कदाचित मु मुलांना आपण घडवतो, नाही का असं म्हणतात, संस्कार घडवतात आणि चुकीच्या वेळी त्यांच्या त्यांच्या लक्षात आणून द्यायचं किंवा जाणीव करून द्यायची. मला वाटतं खूप छान टिप दिली आहे तुम्ही, की असं म्हणतात ना, की जोरजोरात बोलून किंवा मारून वगैरे हे प्रश्न सुटणार नाहीत, नाही का?
हं, हो. कधीच नाही हां. कोडगेपणा येतो आणि दुसरी गोष्ट अशी, की भांडणात सुद्धा मी 2-3दा असं भांडण झालं, आता होतच. तर बायको एकदम मला म्हणाली, "की मला अजिबात हे चालणार नाही," वगैरे. त्याच्यावर मी तिला शांतपणे म्हणायचो. "तू जास्त जोरात ओरडलीस म्हणून तुझं म्हणणं बरोबर होत नाही."
हं. हं. बरोबर.
मी ही जास्त, ह्याच्यापेक्षा जास्त मोठ्यांदा ओरडू शकतो. आणि अ, आरडाओरडा केल्याने, अ इतरांना ऐकू जाईल याची भीती वाटून वगैरे म्हणत असेल, तर काही प्रॉब्लेम नाही मला, खाली आपण चौकात जाऊन तिथे जाऊन, व्यवस्थित भांडू, काही मला प्रॉब्लेम नाही. <chuckles> आता अ, असं बोलल्यानंतर अ, मी म्हटलं ना तुम्हाला माझी जीभ चांगली आहे, तलवारीसारखी, त्यामुळं त्यामुळे माझा मुलगा पण असा अ, अशाप्रकारे भांडत आणि हे करत नाही, तो. तर ती हे वेगळी असते थोडीशी. आणि अ, दुसरा भाग कसा माहितीये का, की अ, 1-2दा खूप भांडण झालं. माझा जॉब गेला होता आणि पैशांची अडचण होती आणि अशा वेळेला होतेच तक-तक.
आई गं! अरे देवा! अ, हो. अगदी. हं, हं, हं. बरं. हो, हो, हो. हं. हो, अशावेळी भांडणं होतात.
मग ते भांडण झाल्यानंतर, तो माझ्याजवळ आला. तर त्याला मी म्हटलं, "अरे आम्ही दोघंही वैतागलेलोत. आम्हीच माणसं आहोत, आम्हालाही वैताग आलाय. परिस्थिती वाईट आहे, आपल्याकडे पैसे आता नाहीयेत आणि अशा वेळेला आई-बाबांचं होतं भांडण."
हं.
<chuckles> हे अ, खूप खोटं लपवण्यापेक्षा, आपण जेवढे ओपन आणि प्रामाणिक असतो मुलांशी.
हम्म.
मुलांना एनीवे कळतच असतं, मुलांना आपल्याला वाटतं कळत नाही, पण त्यांना तसंही कळत असतंच. आपण जेवढं ओन अप करू, तेवढं जास्त
बरोबर.
मला वाटतं
नाही, नाही. पण खूप महत्वाचा मुद्दा सांगितलात तुम्ही की प्रामाणिकपणा आणि संवाद कदाचित ना, हेच एक उत्तर असू शकतं, की वाद झाल्यानंतर पालकांनी कसं वागायला हवं आणि त्या मर्यादा कशा पाळायला हव्यात नाही का.
ते शिकतात. हां. आणि दुसरा भाग अ, कसा आहे माहिती आहे, की ही जी आम्ही फॅमिली मीटिंग ठेवायचो त्याच्यामध्ये, त्यालाही वाव असायचा त्याला जे काही म्हणायच आहे, ते करायला. आणि अ, तो त्याचं मत त्याच्यामध्ये द्यायचा आणि सगळं असं करायचा.
हं, हं. अ, म्हणजे तुम्ही सामील करून घेतलात त्याला.
त्याला सामील करून घेतलं. खरंतर मी "चिपर बाय द डजन" नावाचं एक खूप सुंदर पुस्तक आहे. त्याच्यामध्ये <chuckles> 12 मुलं होती. त्यांना किती छान-छान वेगवेगळ्या गोष्टी शिकवल्या होत्या त्यांच्या आई वडिलांनी. हां, तर त्या मूळ इंग्लिश पुस्तकाचाही मराठी अनुवाद मंगला निगुडकर यांनी केलेला आहे. त्यातल्या अनेक गोष्टी मी त्यांना शिकवायचा प्रयत्न केला. म्हणजे रोज अंघोळ करताना काही गोष्टी ऐकून, त्या शिकणे वगैरे. एक भाषा शिकून होते रोज अंघोळ करताना नुसतं ऐकलं आपण तर. तर अशा काही काही गोष्टी त्याला मी अ, अ, शिकवल्या आणि अ, अ, आकडे मोजायचे राग आल्यावरती. त्याला हां. त्याला कमी वेळा राग येतो पण येतो तेव्हा अनावर येतो. तर राग कसा कंट्रोल करायचा, असं म्हणजे मुळात काय माहिती आहे का? की पालकांच्या वादामुळं इमोशनली मुलं डिस्टर्ब होतात ना, तर
हं, हं. हो, हो, हो. हं, हं. वाह, वाह! हो, हो. वाह, वाह. खूप छान. ती नाही झाली पाहिजे. वाह, वाह! मला वाटतं, खूप हा मौल्यवान तुम्ही संदेश दिला आहे. जसं तुम्ही म्हणता ना की मुलांनाही सामील करा, संवाद साधा आणि इव्हेंच्युअली भांडणं कधी-कधी होणारच .असं नाही होत की कुठच्याच घरात भांडण होत नाही. पण संवाद साधल्यानंतर तुम्हाला मुलांचंही मत कळतं. खूप खूप मजा आली हो तुमच्यासोबत बोलून आणि तुम्ही इतक्या प्रामाणिकपणे तुमच्या आयुष्यातले अनुभव सांगितलेत. खूप खूप धन्यवाद तुमचे.
हां, त्यांना हां. हं अह, अहो नाही काय आहे, या गोष्टींकडे आपण परत एकदा बघतो ना त्याच्यातून आपल्यालाही क्लॅरिटी येते. <chuckles> त्यामुळे हे बोलणं पण खूप महत्वाचं आहे आणि अ, आ आपण चुकत चुकतच शिकत असतो हे प एकदा मान्य केलं की आयुष्य बरच सोपं होतं. माझं कधीच चुकत नाही म्हटलं की झाला प्रॉब्लेम. <chuckles> हं, ओके, थँक यू.
हं. नक्की, नक्की. भेटू पुन्हा, थँक यू.
पुन्हा भेटू, बाय.